महिन्याभरात आम्ही ते सेटअप करून म्हणजे इथे-तिथे आम्ही पॅम्फलेट्स वगैरे वाटले, की आमचं असं क्लाउड किचन आहे. मग Zomatoला, Swiggyला आम्ही अ, इन्फॉर्मेशन पाठवली, की आम्ही असं-असं सुरू करतो, तर तुमच्या ॲपवरती आमचं इन्फॉर्मेशन टाकाल का? तर ते म्हणाले, "हो, आम्हाला तर खूप आवडतं असं नवीन-नवीन जर येतात तर." तर त्यांनी पण आम्हाला मदत केली आणि त्यांचे जे होते मॅनेजर वगैरे, त्यांनी पण खूप साथ दिला आमचा.
हं, हं, हं. ते त्यांनी पण माणसं तेवढी जोडून अ, ठेवली होती. तसं बघायला गेलं तर अ, त्यांचा जॉब गेला, हे तुमच्यासाठी संधीच झाली की नाही? आणि त्याच्यानंतर तुमचा तो एल-आय-सीचा एक अ, म्हणजे एक टंचाई होती, पण ते अ, एल-आय-सीतून तुमचे जे पैसे आले, त्यामुळे तुमचं तुमचं पण एक रुळावर लागलं, लेख लेखणी पुढे गेली आणि त्यांचा बिझनेस पुढे गेला. खूप छान दोघांनी सुद्धा एकमेकांना सपोर्ट केलं, त्यांनी तुमच्या लेखणीला सपोर्ट केलं आणि तुम्ही त्यांच्या बिझनेसला म्हणजे एक विश्वास ला
हो. हो ना. हो.